मोहल्ल्यात ल्या खेळांची आठवण ही बालपणीच्या आनंदाचा आणि मित्रमैत्रिणींसोबत घालवलेल्या वेळेचा अप्रतिम अनुभव आहे. ही आठवण केवळ खेळांची नाही तर त्या काळातील साधेपण, उत्साह एकत्रिततेची भावना देखील खूप उजागर करते. तर मला तुम्ही सांगा तुम्ही मोहल्ल्यात कोणते खेळ सर्वात जास्त खेळायचा?
हो. नक्की. अ, आपण जे मोहल्ल्या त जे खेळ खेळलेले आहेत, आपल्याला बालपणामध्ये <inhales> ते अगदी म्हणजे आपण जर आता त्यांना आठवण केलं तर असं म्हणजे मन असं प्रसन्न होऊन जातं <inhales> आणि अ, परत ते जीवनात जगण्याची आवड निर्माण होते की परत <smacks lips> लहान बनू आणि ते खेळ खेळू. <inhales> तर मी जेव्हा लहान होतो अ, तेव्हा मी माझ्या मित्रांसोबत अ, डब्बा ऐसपैस ज्याला म्हणतो आपण ते डब्बा लांब अ, हां. तेच-तेच आम्ही डब्बा ऐसपैस म्हणायचो त्याला म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नावं दिलेले होते ते. हो, <inhales> त्यात डब्बा ऐसपैस झालं, त्याच्यानंतर लपाछुपी झालं मग तळ्यात किंवा मळ्यात हा गेम होता. नदी का पहाड हा पण एक गेम होता आमचावाला. <clicks tongue> मग असे सगळे खेळ खेळायचो. क्रिकेट खेळायचो, फुटबॉल खेळायचो. हो, लगोरी अ, लगोरी खेळलं आहे. मग त्याच्यानंतर ते <breath> अ, बित्तू-बित्तू म्हणतो ना आपण की असे खाते पाडलेले असतात त्याच्यामध्ये मग ते टाइल चा तुकडा उचलायचा आणि मग त्याला असा टाकायचा आणि लंगडी करून तिथं जायचं.
हां. डब्बा एक्सप्रेस का? हां, हां, हा. ओके ओके. वेगवेगळी आहेत हो. बरं. अच्छा. लगोरी वगैरे होतं का तुमच्या ह्याच्यात? हं. बरं. झिबली सारखं का?
हो, हो, त्याच पद्धतीने ते पहिले पहिला अ, पहिले जे 2 खाते राहतात, त्याच्यात 1 पाऊल टाकायचा, मग पुढे 2 पाऊल टाकायचे.
हां, हां. हां, हां. हो, बरोबर म्हणजे त्याच्या कुठेतरी साम्य आहे त्या दोन्ही खेळांमध्ये. नक्कीच, हां.
एका खात्यात. हो, हो, हो. लांबून फेकायचा तो बित्तू आणि मग तिथं टाकायचं. असा होता तो खेळ ना. मग ते काय हां, तो खेळही खेळायचो.
हां. बरं. आणि मग त्या खेळांमध्ये तुमच्यात म्हणजे सर्वात आवडती आठवण कोणती आहे? म्हणजे त्याबद्दल काही सांगू शकाल का आठवण अशी छानशी? हां.
हो नक्कीच. अ, आम्ही काय करायचो ना डब्बा ऐसपैस खेळायचो. मग त्याच्यामध्ये काय असायचं लांबपर्यंत ती बॉटलमध्ये वाळू भरायची आणि मग फेकायची, जोरात.
हां. हां, बरं.
मग आम्ही ते एखाद्यावरती जर राज्य आलं, तर मग सगळ्यांनी ठरवलेलं असायचं की याच्यावरती हे राज्य आता पूर्णच चालू द्यायचंय, म्हणजे राज्य बितवायचंय याच्यावरती.
हां. अच्छा.
मग आम्ही काय करायचो सगळ्यांनी प्लॅनिंग केलेली असायची, कुठ कोण कुठे लपणार आहे? कोण कसा जाणार आहे? मग एकदम लांबपर्यंत फेकला गेला का? मग सगळे लपून जायचो, तो परत येईल तोपर्यंत. मग त्याच्यात ठरवलेलं होतं, की 2 लोकांनी सगळ्या आ पहिले सापडायचं त्याला, जे लांब वरती असतील त्यांनी.
हं, बरोबर. बरं. अच्छा.
हां, तो जेव्हा परती परत येतो ना डब्बा घेऊन, तेव्हा त्याच्या समोरच आपण लपायला जायचं लांब. मग तो बरोबर सगळ्यात पहिला आपल्याला शोधायला येईल आणि जर आणि मग तिसऱ्या व्यक्तीनी लांबून येऊन डब्याला लाथ मारायची. म्हणजे त्याचा हा धप्पा करून द्यायचा.
हां. हां, बरं. हां. हां. <chuckles> बरं मग ते लाथ मारली की पुन्हा डाव घ्यायला लागायचं का त्याला मग?
मग असं करून करून म्ह पूर्ण, पूर्ण डा पुन्हा डाव द्याय घ्यायला लागायचा. मग असं करून-करून मग एकदम एक दिवशी तो एकदम रडकुंडी आला. अरे यार सकाळपासून तुम्ही मलाच अ, राज्य द्यायला लावत आहे, असं-तसं. आणि एका मित्रांनी ठरवलेलं होतं, की या याला याच्यावरती करवायचं आहे आपल्याला. तर मग ते राज्य 2-3 दिवस असंही चालायचं.
हां. अरे देवा! <chuckles> अरे बापरे! एवढ्या लांब? हं, हं.
हां. एवढ्या लांबपर्यंत खेचायचो आम्ही आणि व्य खतरनाक मजा यायची. मग आम्हाला जेव्हा वाटायला लागलं, की अगदी त्यांनी रडूनच दिलं. मग तेव्हा दुसरा व्यक्ती राज्य घ्यायचा.
हां. अच्छा, मग काय मग खूपच मग 2-3 दिवस म्हणजे खूपच तुम्ही मग एकावर हे करायचं. मग तो चिडायचा नाही का मग तो?
हं, चला मी देतो बरं! खूपच हं <chuckles> अ खूप चिडायचा ना तो मग त्यानंतर मग स्वतःहून आपण सांगायचं, की मित्रता तुटायला नको किंवा त्याने भांडण करायला नको त्यासाठी. "अरे जाऊदे मी देतो तुझं राज्य, माझ्यावर घेतो" अशी सहानुभूती द्यायची मग त्याला.
हं. हां. हां. अरे वाह! मग? अच्छा.
असं करायचं. असे सगळे म्हणजे असे सगळे कांडी करायचो आम्ही लहानपणी.
म्हणजे बऱ्याच मजेशीर आठवणी आहेत म्हणजे त्या खेळाबद्दल तुमच्या. मग तुमचं मग मित्रांशी मैत्र वाढलं का त्याच्यातून? काय झालं नेमकं मग?
अ, हो, हो. हो नक्कीच म्हणजे आम्ही सगळे एकाच माळेतले मणी होतो. जर त्याच्यावर आणि जर माझ्यावरती राज्य आलं तर माझ्यावरती बी तसंच चालायचं. 1-2 दिवस राज्य द्यायचे मग आपण बी ते नाटक करायचं रडायचं. मग लगेच ते दुसरे नाट घ्यायचे. म्हणजे सगळेच एकाच माळेचे मणी होतो. म्हणून काय एवढं वाटलं नव्हतं. हो. आणि मग ते छोटे-छोटे लहान असताना मग गण गणेश उत्सव साजरा करा, दहीहंडी करा. मग शिवजयंती आली तर मग अ, आपल्या कॉलनी परिसरामध्ये ध्वज लावा प्रत्येकाने. हे सगळे कामं आम्ही केलेत.
हां. हां. अच्छा. हां. <laughs> हो. हां.
तर याच्या अ, गणेशोत्सव होता आमच्या कॉलनीमध्ये आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं होतं, की गणेश उत्सव करायचा आहे. तर मग आम्ही सगळ्या कॉलनीकडून पैसे गोळा केले ₹100-100. अ, मग एक जागा तयार केली. तिथं एका काकूनं त्यांचं घर बांधण्याचं काम चालू होतं. तर तिथून आम्ही काय करायचो टब भरून-भरून वाळू टाकायचो गणपतीची जागा तयार करण्यासाठी. आणि आम्ही हां.
हां. बरं. हां, अरे, मग वाळू वाळू टाकायचा गणपतीच्या जागेसाठी? ओके, ओके भराव घा टाकायचा का मग?
हो वाळू भराव केला ना आम्ही तिथं पूर्ण ते. खड्ड्यात जागा होती ती थोडीशी आणि समान असा स्टेज लावण्यासाठी एक समान जागा पाहिजे होती आम्हाला. मग तिथं वाळू वाळूचा भराव करायचा होता आम्हाला.
हां, हां. हो, छान. हां, मग?
म्हटलं मग वाळू? काकू त्यांना विचारलं, की "वाळू घेऊ का काकू?" त्यांनी सांगितलं, "हो घेऊन घ्या." मग आम्ही दुसऱ्या काकूकडे गेलो त्यांच्या शेजारच्या. त्यांच्याकडनं टब घेतला. म्हटलं, "काकू आम्हाला तिथं वाळू टाकायची टब देता का?" मग वाळू आणण्यासाठी आता ती जड वाळू आणि ती वहायला टबमध्ये भरली तर गेली पण तिला व्हायची कसं? मग सायकलच्या मागच्या कॅरीवरती तिला ठेवून तिथपर्यंत आणायचं आणि तिथं टाकायचं.
हं. बरं. हं. हां. बरं बरेच मग बरेच उपक्रम, काम करायला लागत असेल ना ते आणि त्याच्यात टाईम पण भरपूर जात असेल तुमचा? पण त्यावेळी काही वाटत नसतं. हो. कसा जातो, कसा येतो, काय कळत पण नाही.
असं करून आम्ही ती जागा प्लेन केली आणि हो. टाईमही भरपूर यात होता. नाही, नाही, नाही, सर्व मित्र काम करायचे ना, मग तेव्हा. मग आम्ही काय झालं, वाळू भरली आणि ती जेव्हा तो टब अ, सायकलच्या कॅरीवर ठेवला आणि तो निसटला. आणि तो फुटला.
हो. हां. अरे बाप रे! मग?
मग हां. आणि मग आम्ही आम्हाला तर टेन्शनच आलं ना, की "आता एक काकू खूप बोलेल आपल्याला, बापरे! मग काय करायचं?" मग एका मित्र, "अरे माझ्या घरी एम-सील आहे, मी ते आणतो आणि आपण त्याच्यानी याला चिपकून देऊ." कारण की तेव्हा ते फेविस्टिक नव्हतं, फेविक फेविकविक नव्हतं, अ, "एम-सील होतं त्याच्याने याला चिपकून देऊ आणि मग रात्री द्यायला जाऊ म्हणजे काकूला काही समजणार नाही, काकू जेवण बनवेल तेव्हाच देऊ आपण, म्हणजे ते लवकर घेऊन चालले जातील." आणि तसंच आम्ही केलं. काकू त्यादिवशी तर काही बोलल्या नाही, घेऊन घेतला आणि चालले गेले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जे बोलणं चालू केलं त्यांनी कॉलनीमध्ये, बापरे! खतरनाक आता आम्ही कॉलनी जागी झाली. आम्ही तर घरामध्ये आम्ही समजून गेलो म्हटलं, "काकूला दिसला हां बो, टब फुटलेला." आम्ही घरातच सर्व. एकही जण बाहेर निघत नाहीये. आमच्या सर्वाच्या आई बाहेर निघाल्या, "काय झालं ताई?" मग त्यांनी सांगितलं, "अरे, ते पोरांनी सगळा टब फोडून टाकला ते करून टाकलं."
हो ना. हं. हां. हां. नव्हतं. हो. एम-सील होतं. हो. हो. हो. <chuckles> कॉलनी जागी झाली काय? हां. हां. हो. <chuckles> मग? हां. हां. हां, मग काय मग भरून दिला तुम्ही तो टब त्यांना?
हां. <chuckles> नाही ना मग आमच्याकडे कुठे पैसे होते. गणपतीलाच जेमतेम पैसे गोळा झालेले होते. म्हटलं "सॉरी मावशी चुकी झाली." असं तसं केलं. मग काका अन् ते आले.
हो. हां. हां. हां.
त्यांचे मिस्टर आले, "अरे जाऊदे ना. एवढासा टबसाठी काय एवढा आरडा-ओरड करते." मग काकांनी जरा आमची बाजू धरली आणि मग काकांनी काय घेतले नाही पैसे.
बरं. हां. हां. बरोबर. बरोबर. म्हणजे छान सॉर्ट झालं. म्हणजे ह्या काकूच उगीच वटवट करत होत्या म्हणायचं त्यावेळी. मग त्यात मग त्या त्या. खेळामुळे तुम्हाला काय नेम
हो. हो. हां. <chuckles> नाही पण त्यात त्यात काय आमचीही चुकी होती ना. आम्ही सांगायला पाहिजे होतं त्यांना डायरेक्ट. आम्ही ते लपून-छपून काम केलं ना, मग त्यामुळे. हां.
हो. हो ना! बरोबर. मग त्या त्या खेळामुळे किंवा अशा सणामुळ सणांमध्ये तुम्ही काही उपक्रम करायचा, मग तुम्हाला त्यातून काय शिकायला मिळालं असं वाटतं तुम्हाला?
हो. म्हणजे ते जे गणपतीच्या टायमाला आपण बघा ना, लिंबू-चमचाचं अ, कार्यक्रम अ, आयोजित करतो, स्पर्धा आयोजित करतो ना वेगवेगळ्या. त्याच्यामध्ये मग आम्ही बायांसाठी एका माचीसच्या काडीमध्ये कुठ अ, म्हणजे कोण बाई एवढ्या 15 ते 20 मोमबत्त्या राहायच्या. एका माचीस काडीमध्ये कोण एवढ्या 15-20 मोमबत्त्या लावतं भो. मग असे कार्यक्रम आम्ही ठेवायचो. मग त्याच्याने काय झालं टाइम मॅनेजमेंट, त्याच्यानंतर वेगवेगळ्या लोकांना मॅनेज करणं, हे सगळ्या आम्ही गोष्टी शिकलो.
हां. स्पर्धा वगैरे. हां. हां. नक्कीच. हो. तर मग आजकालच्या मुलांना मोहल्ल्या तले खेळ आवडत नाहीत असं वाटतं का तुम्हाला? आणि ते खेळ टिकावेत यासाठी काय केलं पाहिजे मग?
हो, नक्कीच. आजकालच्या मुलांना काय झालं आहे ना, हे सगळे टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे ते घरातच असतात आणि मोबाईलमध्येच गेम खेळायला लागलेत, म्हणजे आपण जे गेम अ, स्वतः भा मैदानी खेळ खेळायचो, आता ते मोबाईलमध्ये खेळतात. क्रिकेट झाला, फुटबॉल झाला, ते असे नवीन-नवीन ते PS5 आणि या सिस्टममध्ये ते घरीच खेळत असतात.
हो. मैदानी खेळ वगैरे. हो. हो, हो, हो. सिस्टेमॅटिकली ॲपला अपडेट. हो.
मग त्याच्यानी हां. सिस्ट हां. मग ते त्याच्यापेक्षा ते गेम असे <swallows> अ. सिस्टममध्ये खेळण्यापेक्षा बाहेर जाऊन मित्रांसोबत खेळलेलं खूप भारी. आपली बॉडी चांगली असते त्याच्याने आणि आनंदही भेटतो.
म्हणजे आणि पण आता आता कुठं असे बघायला मिळ मिळतात का तुम्हाला? असे बाबा कोठे लगोरी खेळते, डब्बा ऐसपैस अशी कुठं मुलं तुम्हाला बघायला मिळतात का? म्हणजे ते पूर्वापार
नाही ना.
हे कुठंच दिसत नाहीत का आजकाल?
अ, नाही आज आता आजकाल तर ते पोरं दिसतच नाही मला. क्रिकेट खेळताना तरी दिसतात काही पोरं. पण लगोरी, डब्बा ऐसपैस असे गेम तर मी म्हणजे मला वर्ष झाले खूप अ, मी अजूनपर्यंत काही लहान पोरांना खेळताना बघितलं नाही. नाहीतर आपण नुसती एक हा हाकच मारली, एवढ्यातच पोरं बाहेर यायचे सर्वे.
हां. अच्छा. हां, तर मग हं. पण तुम्हाला जर सांगितलं की, "काका आम्हाला शिकवा" तर तुम्ही त्यांना शिकवाल का आणि त्यामध्ये भाग घ्याल तुम्ही? जर त्यांनी सांगितलं तर?
हं. हो नक्कीच. अ, मला खूप आवडेल त्यांना शिकवायला आणि त्यां त्यांच्यासोबत भाग घ्यायला कारण, की त्यांना शिकवलं तर ती ते जे खेळ असतील ते अजून पिढ्यानपिढी जिवंत राहतील, ते विलुप्त होणार नाही. आणि माझंही बालपण मला परत भेटेल आणि परत जगायला भेटेल. त्यांना शिकवताना माध्यम. हो.
हो. हो. ती इच्छा महत्त्वाची आहे आणि खूपच तुम्हाला चांगल्या म्हणजे आठवणीसुद्धा ताज्या होतील तर मग अ, आता तुम्हाला ह्या पिढीला काय सल्ला द्यायचा आहे म्हणजे मोहल्ल्या तले खेळ किती म्हणजे इम्पोर्टंट आहेत ते वापस आणा याबद्दल काही तुम्हाला सल्ला द्यायचा आहे का?
हो. मोहल्ल्यातले खेळ म्हणजे नुसते खेळ नव्हते. ते आपल्या म्हणजे एक आनंदाचा क्षण होता. एक मेमरीज आपल्या बनलेल्या राहतात, नाहीतर मग आपण घरातच बसलो तर काही मेमरी राहणार नाही आपल्याकडे. विचार असं म्हणजे आपण बसलेलो आहे आणि कुठल्या गोष्टीला विचार करून आपण आनंदित होणार मग? जर आपण असं काही काम केलं नाही, खेळलो नाही, तर खूप गरजेचं आहे.
हो. हो ना. हां. हां, म्हणजे बरोबर आहे मग हे सोशल मीडिया किंवा हे जे म्हणतात ना स्क्रीनटाईम वगैरे किंवा ड डिजिटल डिटॉक्स या गोष्टी कुठेतरी होणं गरजेचं आहे, असं वाटतं का? म्हणजे ते जर 1 दिवस केलं, तर त्यादिवशी तरी नक्कीच ते त्याच्यात इंटरेस्ट घेतील असं काही वाटतं तुम्हाला?
हं. मला तर असं वाटतं ना, की सोशल मीडियापासून डिजिटल डिटॉक्स या लोकांना करणं कठीण आहे. तर आपण काय करायचं याच्यातच अ, त्यांना गुंतवायचं, की अ, अशा प्रकारचे व्हिडिओज आपण तिथं टाकायचे आपण स्वतःनी, की आम्ही लगोरी खेळतोय. मग ते शूट करत राहायचा तो. मग त्या, त्याच्याने तरी ते ते बघतील आणि बघतील आणि मग त्यांना पण अ, इच्छा होईल, की आपणही असं काहीतरी टाकायला पाहिजे सोशल मीडियावर. त्या माध्यमातनं तरी ते खेळतील.
हं. हो. हं. हां. हां. अरे वाह! छान उपाय आहे. हां. वाटेल की. निश्चितच महत्त्वपूर्ण उपाय सांगितला आहे तुम्ही. हो, हो, हो, हो. निश्चितच महत्त्वपूर्ण उपाय आहे. म्हणजे तसा तर एखादा व्हिडिओ बनयला पाहिजे, की बाबा लगोरी खेळत आहेत, डब्बा एक्सप्रेस खेळत आहेत. हे त्यातून त्यांना थोडं इन्स्पिरेशन किंवा रील्स जरी बनवली ना त्यातून चांगला त्यांना इन्स्पिरेशन मिळेल आणि त्यांना कुठेतरी मनात वाटेल, की चला जाऊया आणि आपण आज खेळूया. म्हणजे एक नवीन कल्पना म्हणा. त्यादृष्टीनं खेळलं तरी खूप आहे. हो.
हं. हं. हो. आणि तेच सांगतील मग. त्यांच्या आई-वडिलांनाही सांगतील, की तुम्ही आमच्यासोबत खेळा, असं काही किंवा तुम्ही मग आमचा व्हिडिओ शूट करा. म्हणजे जेणेकरून त्या पोरांना आनंद राहील, उत्साह राहील, की मला हे सोशल मीडियावर टाकायचं आहे, तर मी हे खेळतो.
<chuckles> हो, हो. हो. कुठून ना कुठेतरी सुरुवात होऊ दे, पण चांगली सुरुवात होऊ दे. तर छान सांगितलं तुम्ही आठवणी तुमच्या मोहल्ल्यातले खेळ, कुठले-कुठले खेळायचा, लगोरी, डबा एक्सप्रेसमध्ये कशी मजा यायची, काय-काय सुंदर आठवणी होत्या आणि मजेशीर अनुभव पण सांगितले. आणि त्या आठवणी ताज्या करतात आणि तशा खेळांची आता कुठेतरी गरज आहे वाटते, कारण ते असे खेळ लोप पावत चालले आहेत. आणि असे खेळ लोप पावू नयेत, म्हणून अ, आपण महत्त्वपूर्ण असे काहीतरी पावलं उचलणं अ, ग गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही सांगितलं की ते अ, र रील्स बनवून किंवा व्हिडिओ अपलोड करूनसुद्धा त्या खेळाची म्हणजे प्रमोशन होऊ शकतं. आणि निदान त्यांना सोशल मीडियाद्वारे तरी कळू शकतं, की असे पण कधीतरी पूर्वीच्या जमान्यात खेळ होते, ती लोकं खेळायची, मैदानात यायची आणि त्यांची शरीरयष्टी कशी उत्तम असायची. तर अ, छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप सारे आभार आणि धन्यवाद.
अच हं. हं. बरोबर. बरोबर. धन्यवाद. मलाही तुमच्यासोबत बोलून आणि माझ्या जुन्या आठवणी नव्या करून खूप खूप आनंद झाला. धन्यवाद.